"मग तू मला भेंडीच का दिली होतीस?" हा जो काही राग असतो ना, तो माहिती असतो घरी येऊन आळवलं जाणार आहे. मग त्याच्या आधीच ते ठेवलं, की मजा येते किंवा मग अगदी बसतात अरे! माझ्या आवडीचं म्हणजे ते बॅग खाली ठेवता-ठेवताच माझ्या आवडीचं, माझ्या आवडीचं असं बघत-बघत-बघत जाणार कपडे न बदलता पहिला हात धुणार आणि पहिला एक घास त्या चिप्सचा, चोको चिप्स जे आहेत त्यांचा होणार किंवा मग केकचा होणार आणि मग "मम्मा लव्ह यू ना, का मला असं केलं?" म्हणजे मला काही बोलायची गरजच लागत नाही. <laughs>
अरे वाह! खूप गोड. ओह! वाह! <laughs> खूप गोड. <laughs> अरे वाह! खूपच छान. म्हणजे तुमच्याकडे एक मस्त अशी ट्रिक आहे, की तुमच्या मुलाला कसं एकदम हे असं करायचं आणि जेवणातून प्रेम व्यक्त करायचं म्हणजे अगदी भरून येतं, की "अरे वाह! आई माझ्यासाठी हे केलं" म्हणून हो की नाही?
हो. हो. तसं तसं माझ्या मिस्टरांच पण आहे. म्हणजे त्यांना त्यांना कसं आहे माहिती आहे, की त्यांना असं ना अ, आता बघा हिवाळा चालू आहे, तर आता गाजरं खूप येतात. त्यांना गाजरचा हलवा किंवा गुलाबजाम हे त्यांना खूप-खूप आवडतात. आणि मग अ, त्यांना असं कधीतरी आपण केलं ना, की मला म्हणतात, "हं, कोणाला काहीतरी काहीतरी हवंय वाटतं म्हणून माझी एवढी एकदम हे केली जातीये." <laughs>
ओह! हो ना. हां. अच्छा. हां. ओह माय गॉड! <laughs> अरे वाह! खूपच छान. पण
म्हणजे काही सांगायला लागत नाही, की मला काय हवंय वगैरे त्या दिवशी गुलाबजाम नाही तर हलवा करायचा. <chuckles> ती काही असु दे. मंजूर.
अरे वाह! खूप मस्त. म्हणजे तुम्हाला दोन्ही गो दोघांनाही सांभाळता येतं. लहान तुमचं मूल पण आणि नवरा पण वाह! आणि जेवण हे खूप भारी आहे, की त्याच्यातून आपण हे ना सहज प्रेम व्यक्त करू शकतो किंवा काय हवं असेल ना, तर त्यांना लगेच समजेल, की अरे काहीतरी पाहिजे ह्यांना म्हणून खूप छान जेवण केलंय, है ना?
येस. <laughs> हो. खूप, खूप भारी आहे. आणि खरं तर ना ही जी ट्रिक आहे ना आपण जे बघा हिंदीमध्ये म्हटलं जातं, की किसी के भी दिल का रस्ता उसके पेट से जाता है, इटस् अ फॅक्ट, इटस् अ फॅक्ट कारण हे मी माझ्या सासुरवाडीला जेव्हा मी आले लग्न करून वगैरे, त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळेला अनुभवलंय. माझ्या सासरेबुवांना पुरणाची पोळी, कटाची आमटी हे प्रकार इतका आवडतो ना, की त्या दिवशी त्यांची असं <smacks lips> एकदम खुश स्वारी एकदम खुश आणि सासूबाईंना फिशचं जे काही, फ्राय फिशचं जे काही क्रेझ आहे ना त्यांना माय गॉड. त्यांना त्यांच्या मनासारख्या फ्राईड फिश दिल्या.
ओह येस! <chuckles> हां. अच्छा. हां. ओह! वॉव! हां. अरे वाह! हं.
याहांहां. या जिकड-तिकडे तिने किती छान केलं! <smacks lips> मस्त मला आवडलं. मी आज खूप जेवले बाबा. खूप बरं वाटलं. हे जे काही ऐकायला मिळतं ना
आनंदच आनंद. हो ना? <laughs> <laughs> अरे वाह! खूपच छान. हं.
ते आउट ऑफ द वर्ल्ड आहे. म्हणजे ती त्याच्यासारखी म्हणतात ना आपल्याला काही अ, ट्रॉफी जशी मिळाली आपल्याला एकदम विनिंग ट्रॉफी. <chuckles>
हां.

हां, बरोबर.
आणि ज्याप्रकारे मघाशी तुम्ही विचारत होतात, की बाबा की Swiggy आहे किंवा आता कुठचंही म्हणजे ऑनलाईन ॲप आहे, ज्याच्यावर मी काहीही मागवू शकते. तुम्ही सगळं मागवू शकता, तुम्हाला सगळं मिळेल, पण जे करणाऱ्याचं प्रेम असतं ना, ते त्याच्यात नसतं. तुम्ही कितीही अ, रुपयाचा, हजार रुपयाचा पिझ्झा जरी आणलात तरी आईच्या हातच्या भाकरीची चव जी आहे ना, ती पिझ्झाला नाही येत ओ.
हं. ते नाही म्हणा हो. बरोबर. पण कधी-कधी असं होत असेल ना, की समोरच्याचं आणि आपलं मत जुळत नाही, त्याला खायची असते भाजी चपाती, आपला खायचं असतं वेगळं. मग तेव्हा काय करता तुम्ही?
हो. होतं ना. एकत्र एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ह्या गोष्टी अशा सर्रास होत असतात. बऱ्याच वेळेला होतात. रादर आमच्याकडे तर मी म्हणेल, की शाकाहारी आणि मांसाहारीमध्ये पण आमच्याकडे हे पडतात. की हो. आमच्याकडे माझे माझे सासरे संपूर्ण शाकाहारी आहेत, त्यांना नॉन-व्हेज काही चालत नाही.
हो. ओ! मग? अच्छा. आणि तुम्ही मगाशी बोललात तुमच्या अ, सासूबाईंना <chuckles>
आणि सासूबाई. हो त्यांना नॉन-व्हेज आवडतं, त्यांना भारी आवडतं. मग त्यामुळे त्यामुळे एकाच रो जेव्हा दिवशी नॉन-व्हेज असतं, त्या दिवशी आम्हाला व्हेज ही स्वयंपाक असतो.
ओ! ओ माय गॉड! ओ!
म्हणजे असं नाहीये, की कुठे पण एवढंच आहे, की मग व्हेज स्वयंपाक आणि नॉन-व्हेज स्वयंपाक असलेला, मग ते समजून घेतात, की ठीक आहे. आज एखादी भाजी कमी असली तरी चालेल, कारण नॉन-व्हेजचा पण तेवढा स्वयंपाक असतो बऱ्यापैकी. मग तिथे थोडी-थोडी अ‍ॅडजस्टमेंट होती हो.
अरे वाह! हो. आणि त्याला टाईम पण खूप जातो ना? हम्म.
तो टाईम कन्झ्युमिंग आहे. पण एकाला दुसरी मदत असली की होतं क्विक-क्विक. <chuckles>
अरे वाह! खूपच छान. मला वाटतं तुमच्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ना, सगळं सांभाळायच्या त्या भारी आहेत. आणि जसं तुम्ही बोललात, की तुमच्या मुलाला स्वीट, मग तुमच्या नवऱ्यांना पण काही हवं असेल तर स्वीट घालू खाऊ घालणं. आणि तुम्ही ज्या गोष्टी हाताळताय ना, की सासऱ्यांसाठी तुम्ही, व्हेज बनवताय, पण सासूंसाठी त्यांना आवडतं म्हणून नॉन-व्हेज, वाह! खूपच छान. म्हणजे तुम्ही संसार एक पूर्णपणे चांगला करताय आणि स्वतःही हॅपी आहात. बाकीच्यांना पण अ, एवढं चांगल्या प्रकारे प्रेम व्यक्त करताय हो की नाही जेवणातून. खूप छान वाटलं तुमचं बोलून आणि पुन्हा बोलायला नक्की आवडेल. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
हो. हो. <chuckles> बरोबर.